प्रवास म्हटलं ना तर आयुष्यामध्ये एखादं असं ठिकाण, की जिथं आपल्याला गेल्यावर काही ना काही आपल्यात बदल होतात, आनंद वाटतो किंवा काही ना काही म्हणतात ना क्षण घालवतो. तर तसंच तुमच्या पण आयुष्यात एखादा असा प्रवास आहे का जो तुमच्यासाठी खास आहे?
हं. हो. आहे ना. खूप महत्वाचं म्हणजे कुटुंब सोबत असणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की नात्यामध्ये एक उब असते हो आणि एक आनंद, मज्जा, गमती सोबत आपण एक एकांसोबत नाही का वेळ घालवतो ते खूप महत्त्वाचं आहे. तर आहे ना आणि एकत्र प्रवास केल्यानी आहे ना प्रवास समजून येत नाही मेन म्हणजे. एकदम असं वाटतं लगेच जातोय आपण का काय?
अ, कुठला आहे? हो नक्कीच. हां. अच्छा! कसं काय समजून येत नाही म्हणजे?
म्हणजे आपण बघा आता कुठे प्रवासाला जायचं म्हटलं. आता नुकतंच माझा एक किस्सा घडला होता. आम्हाला जायचं होतं प्रया आम्हाला जायचं होतं प्रयागराजला.
हो. काय घडलं? अच्छा!
हां, तिथं होता कुंभमेळा. तर जाण्यासाठी आम्ही खूप दिवसापासून नाही का प्रयत्न करत होतो. पण काही ना काही कारणांनी ते कॅन्सल होत होतं. पण मी माझ्या भावाला
ओह. अच्छा! काय का बरं?
मी माझ्या भावाला म्हटलं, "अरे, चल ना, मला खूप जायची इच्छा आहे." कारण की एकत्र कुटुंब असलं की मज्जाच येते ना?
हो, नक्कीच येते.
हां. तर मग अ, मी, आम्ही सगळे तयार झालो, आम्ही निघालो. मग गाडी म्हणजे एकसोबत सगळे बॅगा पॅकिंग करणं किंवा हां, गाडीची सगळं नाही का, बॅगा लावणं, एक गंमतच असते. एकमेकांची छेड काढणं म्हणजे नाही का, असं खूप मज्जा येते ओ. आणि मग आम्ही तिकडून गेलो आणि रस्त्यामध्ये एक अ, चहाचं दुकान होतं आणि आहे ना, तिथे चहा मला हां, तिथे मला चहा प्यायचा होता. पण अ, प्रत्येकाची आवडी-निवडी खूप वेगळ्या असतात
अरे, वाह! हो, हो, हो. नक्कीच. हां. चहाचं दुकान? हो, नक्कीच.
त्यामुळे मग काय केलं, मला चहा प्यायचा होता, म्हणून आम्ही गाडी थांबवली तिकडे. आणि मग आम्ही चहा प्यायला गेलो. तर अ, भावाने माझ्या काय केलं, मला चहाच्या ऐवजी कॉफीच आणून दिली. मग ते अशा म्हणजे अशी मस्करी वगैरे करतात नाही का, तर ते अशा गमती-जमती त्या प्रवासामध्ये होत राहतात.
हां. अरे! <chuckles> हो, नक्कीच होत राहतात. मग अ, म्हणतात ना की हा प्रवास तुमच्यासाठी खास का होता बरं? काय असं अ, घडलं अजून काही?
अ, खास असा होता की एक मेन म्हणजे माझं कुटुंबसोबत होतं आणि तिथे जाण्याचं विशेष म्हणजे अ, सगळे आपापल्या कामाच्या व्यापामध्ये असतात. सगळ्यांचं कॉलेज, काम, घरात आईचं अ, घरकाम असतं, वडील बाहेर जातात. सगळ्यांचं काही ना काही काम असतं. तर त्या एका प्रवासाच्या कारणामुळे सगळेजण एकत्र येतात आणि सर्वजण एकमेकांसोबत टाईम स्पेंड करतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ना एक फॅमिली बॉन्ड म्हणतात ना, कुटुंबामध्ये जवळ यायचं, ते अ, खूप छान वाटतं, म्हणजे असं नाही का, आपण अ, एकदम अ, वेगळचं हे होतं त्यामुळे. मन एकदम प्रसन्न होतं की आपण आपल्या कुटुंबासोबत आहे जवळीक येते आपली.
हो. नक्कीच. हां. हां. हो, हो, हो. नक्कीच होतं. हां, ते आहेच. आणि अ, ते जवळीक येणं अ, गरजेचं का असतं बरं?
अ, जवळीक येणं, नातं एक मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण एक दुसऱ्यांच्या विचार नाही का, समजून घेऊ शकतो आपण त्यामुळे. आणि मनातले भाव व्यक्त करू शकतो एक दुसऱ्यांसोबत. आणि मनातलं जे टेन्शन असतं ना आजकाल, ते निघून जातं एकत्र प्रवासामुळे.
अच्छा! हो. अच्छा! टेन्शन निघून जातं का? आणि मग अ, तुम्ही कुठं म्हणजे एकदम प्रयागराजला अ, गेला होता तर काय-काय तिथं अनुभवलं?
हो. अ, तिथे आम्ही आहे ना, जाताना अ, ज म्हणजे अ, ख खूप मोठा प्रवास होता तो 4,000 किलोमीटरचा. पण आम्ही एकत्र प्रवास केल्यामुळे ना, माझा भाऊ आणि माझे अ, माझा नवरा, हे दोघं जण होते गाडी चालवण्यासाठी. तर एकमेकांच्यामुळे गाडी एवढ्या लांब गेली कारण की एक थकला, की एक चालवायचा, एक थकला, की एक चालवायचा. जर एकटं गेला असतो तर एक नाही का एवढी मजा नसती आली.
अच्छा! हां. अच्छा! हो. हां, नक्कीच. मग तुम्ही अ, गाडी एवढं नॉनस्टॉप चालत होता तर कुठे स्टॉप नव्हता घेत का?
नाही कुठे स्टॉप नाही घेतला नॉनस्टॉप आम्ही. आम्हाला ना, तिथे लवकर पोहचायचं होतं कारण की कुंभमेळ्याची तारीख होती ना जवळ. तर 2 दिवसात आम्हाला तिथे पोहोचायचं होतं. त्यामुळे आम्ही नॉनस्टॉप गाडी घेऊन गेलो आणि आम्ही 7 जण होतो गाडीमध्ये. पण आम्हाला जायची, एकत्र जाण्याची जी ओढ होती ना, त्यामुळे आम्ही ते पण ॲडजस्टमेंट केली हा.
का बरं? हां. अच्छा! एवढं ॲडजस्टमेंट करून तुम्ही बसला एवढ्या गाडीमध्ये?
हो, कारण की मनात एकमेकांच्या बद्दल एवढे चांगले भाव होते ना, की ते ॲडजस्टमेंट जागा पुरत नव्हती तरी पण ते आम्ही बसलो आणि गेलो.
हां. अरे! हां, हां, हां. मग तुम्ही जेव्हा तिकडं गेलात, मग तिकडं काय केलंत?
तिथं गेलो आम्ही पहिले सगळ्यात पहिले आम्ही तिथे रूम घेतली आणि रूमपण अशी आम्ही 2-2 3-3 रूम नाही घेतल्या. एकाच रूममध्ये आम्ही सगळे शेअर केलं. कारण की एकत्र राहिलं तर आपण एकमेकांचे मनात म्हणजे मन मी मन मिसळून राहू शकतो ना?
अच्छा. मग? हो.
म्हणजे आम्ही मग तिथे चहा मागवला, नाष्टा एकसोबत केला. आता माझ्या भावाला आवडतो म्हणजे नाही का? त्याला दालचा राईस आवडतो, एकाला बिर्याणी आवडते, एकाला काही ना काही वडापाव आवडतो. म्हणजे जे-जे प्रत्येकाला आवडतं ना ते सगळं मागवायचो आणि आम्ही ते शेअरिंग करून खायचो. त्यामुळे काय आहे प्रेम वाढतं.
अच्छा. अच्छा. पण तिथे भेटायचं का ते?
हो, भेटतं ना. ठीक आहे. आपल्या इथल्या पदार्थांसारखी टेस्ट नसती, पण आहे चांगलं आहे.
हां. अच्छा, आणि मग तिथं मग काय अ, म्हणजे कुंभला जायचं कारण काय होतं नक्की?
कुंभ हा 144 वर्षानंतर आला होता आणि आपल्या नशिबात आहे तर आपण का नाही जावे? आणि त्याचं खूप मोठं महत्त्व आहे. जी गंगा नदी आहे ना, ती त्यावेळेस सगळे अ, म्हणतात ना, सगळे अ, ऋषीमुनी किंवा साधुसंत जे त्यांचं पुण्य कमवतात. तर ते तिकडे स्नान करतात. ते स्नान केल्यानंतर ती गंगा पवित्र होती. तर त्याने आपले पाप नष्ट होतात ना. त्यामुळे ते तिकडे आपलं जायचं होतं की ठीक आहे आपण त्यांना नाही भेटू शकत. तर आपण त्यानिमित्त त्यांना बघू तर शकतो तिथल्या वेगवेगळे
अच्छा. हो. हां. अरे वाह! अच्छा. हो, नक्कीच बघू शकता.
त्यामुळे आम्ही कुंभला गे
आणि त्यामुळं ते खास होतं तुमच्यासाठी मग ते अ, असं शाहीस्नान होतं ते.
हो, ते खूप खास होतं. शाहीस्नान होतं तो, एक नंबर म्हणजे आणि ते पण आमचे दोनदा झाले आणि जी स्कूट कारण की आम्ही अ, 2 दिवस शाहीस्नान होते. 13 तारखेला आणि 14 तारखेला आणि आम्ही पोहोचलो 13 ला. 13 ला गेलो आणि सकाळी आम्ही तिथे हॉटेलमध्ये उतरलो आणि त्यानंतर आम्ही चालत, चालत गेलो हां, एवढे जण.
दोनदा कस काय? अच्छा. चालत गेलात? अरे बापरे!
चालत गेलो ती एक खूप छान आहे, म्हणजे आमची आजी सुद्धा 15 किलोमीटर चालली हो.
ओह! एवढं जास्त किलोमीटर चाललात? का बरं गाड्या नव्हत्या का तिथं?
हो. तिथे सगळे एवढी गर्दी होती, की तिथे गाड्या जायलाच जागा नव्हती, करोडोमध्ये पब्लिक आलं होतं तिकडे.
ओह! एवढं?
मी हा पहिल्यांदा एवढं पब्लिक बघितलं आयुष्यामध्ये, की एवढे पण लोकं येऊ शकतात.
अच्छा! पहिल्यांदाच. म्हणजे हा अजून एक खास करणारा अ, किस्सा आहे हा. लोकांमुळे एवढी गर्दी आहे तिथं.
त्यामुळे ती गोष्ट माझ्यासाठी खूप खास होती. हो, लोकांमुळे आणि तिथं वेगवेगळे प्रकारचे साधू दिसत होते. म्हणजे त्यांचं तिथं जे राहणीमान आणि आपलं राहणीमान मध्ये खूप फरक आहे.
हो, नक्कीच.
त्यामुळे मग एकमेकांबद्दल आम्ही नाही का, "अरे बघा हे कसं करतात ते." म्हणजे तिथं वेगवेगळ्या गोष्टी शिकायला पण मिळाल्या आणि तिथलं जे होतं ना अन् फॅमिलीसोबत जाणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.
अच्छा! हो, नक्कीच. मग तुमच्या अ, त्या आठवणीमध्ये अजून काय-काय क्षण तुम्ही टिपलेत?
त्या आठवणीमध्ये आम्ही जे आम्ही शाहीस्नान सोबत केलं तिकडे तिथे हां, ती एक गोष्ट माझ्या लक्षात राहिली. तिथे वेगवेगळे ठिकाणी म्हणजे प्रत्येकजण आहे ना, एकत्र गेल्यामुळे ना स्पॉट्स म्हणतात ना, ठिकाणं फिरायची असतात ती शोधतो.
हो. हो.
आणि त्यामुळे नवीन-नवीन आपण अ, जागेवर जाऊ शकतो.
अरे वाह! खूपच छान.
खूपच. असं.
आणि मग तुम्ही तुमच्या अ, जीवनात आणि नात्यांमध्ये काय शिकलात?
अ, एकत्र गेल्याने प्रेम वाढतं आणि खूप गोष्टी आपल्याला समजायला सोपे जातात सर्वजण असले की नाही का, निर्णय पटकन घेता येतात आणि प्रत्येक प्रवासानंतर
हां. अच्छा. मग त्यात असं ताळमेळ आहे असा, हे होत नाही का, एकजण तो म्हणतो, एकजण दुसऱ्याचं म्हणतो.
नाही. नाही, थोडं समजून घेतलं ना, तर सगळं नीट होतं आणि प्रत्येक प्रवासानंतर ना, एक नात्याची पायरीच वेगळी होती. एकदम असं घट्ट होतं नातं, की म्हणजे नाही का एकमेकांसोबत आपण घट्ट बांधलं जातो आणि एकमेकांच्या आवडी-निवडी आपल्याला समजतात त्यामुळे.
अच्छा. हो आणि त्यात वादविवाद नाही होत का मग एकत्र असल्यावर?
होतात पण आपण अ, त्या पण मिटवायच्या असतात. आपण ते सोडून टाकायचं त्या गोष्टी.
अच्छा! आणि त्या प्रवासात मग एखादी अशी गोष्ट, की जे आजही तुमचं म अ, विचार बदलून टाकते किंवा मार्गदर्शन करते तुम्हाला?
त्यात एक गोष्ट म्हणजे आम्ही सगळे पुढे-पुढे चालायचो आणि माझा लहान भाऊ होता ना, तो मागे-मागे चालायचा एवढा हळू. त्या त्याची स्पीडच स्लो होती चालायची. मग आम्ही मला एवढं हसू यायचं ना, आम्ही लय हसायचो त्याच्यावर की हे हे पाहिजे, ते पाहिजे, म्हणजे छोट्या मुलांचं कसं असतं ना.
का बरं? <chuckles> हो.
तर ती एक गंमत त्याची माझ्या लक्षात राहिली, की तो असा आणि आम्ही आहे ना जाताना, अ, तिथे ऑटो असतात असे. हां, म्हणजे मागे 4 जण बसतात आणि पुढे 1 जण बसतो. तर आम्ही 7 जण होतो. 5 च जण सीटवर बसू शकतात. तर, मी आणि माझा लहान भाऊ आम्ही कोणाच्यातरी मांडीवर बसायचो. तो एक क्षण मला खूप छान लक्षात राहिला, की म्हणजे एक नाही का आपण अ, किती छान! ना, आपण-आपण परत लहान झालोय. आपल्या कुटुंबासोबत असं फिरतोय आणि आपण त्यांच्या मांडीवर बसलोय. मोठे झाले असून पण.
अच्छा! हो. <chuckles> अच्छा! ओह! हो. <chuckles> लहानपणीचे कार्टून तुम्ही जगलात त्यामधून!
हो, त्या मानाने जगल्यात.
हो, नक्कीच. आणि मग तुम्हाला आजपर्यंत जेवढे तुम्ही अजून बाकी पण प्रवास केले असतील, तर त्यातलं सगळ्यात खास असा एक प्रवास कुठला होता मग तो?
सगळ्यात खास म्हणजे माझी मम्मी, माझा भाऊ आणि माझी आजी आम्ही तिघं-चौघं जणं. आम्ही त्र्यंबकेश्वरला सोबत गेलो होतो ना आणि तिथ हां, तो प्रवास माझ्यासाठी खूप खास होता.
अच्छा! का बरं तो खास होता?
कारण की तो खास असण्यामागे कारण, की आम्ही एक तर अ, माझी मम्मी एक तर बाहेर गावी राहते, भाऊ कामाच्या निमित्त बाहेर असतो, तेव्हा आम्ही ते तिघं पण चौघं पण सोबत आलो होतो. आणि अ, लहानपणाच्या आठवणी म्हणजे नाही का, एक आपण भाऊ सोबत आल्यावर कसं आपल्याला फील होतं, आई जवळ आल्यावर? हां, त्या गोष्टी त्यामुळे मला आहे ना एकदम जवळीक आली. म्हणजे आपण एकमेकांसाठी किती हे करू शकतो, एकमेकांसाठी किती प्रेम देऊ शकतो, तेव्हा ते मला त्र्यंबकेश्वरला गेल्यावर कळालं. आणि तिथं म्हणजे नाही का, भाऊ आप आपल्यासोबत कसं राहतो, कशी मज्जा-मस्करी करतो, ते क्षण खूप आठवले मला.
अच्छा! हो, हो, हो, हो. अरे वाह! हां, हां. खूपच छान! अन् तिथं म्हणजे का नक्की अ, गेला होता तुम्ही त्र्यंबकेश्वरला सुद्धा?
अ, तिकडे असच अ, पूजा करण्यासाठी गेलो होतो आम्ही. हां, पूजा अ, ती त्र्यंबक नारायण-नागबळी म्हणून पूजा होती ती करायची होती आम्हाला, त्यामुळे आम्ही गेलो होतो. सहकुटुंबाने करायची होती, त्यामुळे आम्ही सगळे एकत्र गेलो होतो आणि ती पूजा
अच्छा! कसली पूजा? अच्छा! ओह! का बरं अ, करायची असती ती पूजा?
अ, अ, काही आपल्याकडे नाही का, आपण काही पूर्वजांचं काही आपल्याकडे असेल किंवा आपल्याला त्रास होत असेल तर त्याच्यासाठी ती पूजा असते तर ती आम्ही केली होती.
अरे वाह! मग त्याने काही फरक पडला का तुम्हाला?
हो, हो. नक्कीच, नक्कीच पडला फर फरक त्यानी.
अच्छा आणि मग ते प्रवासांमध्ये तुम्ही जेवण वगैरे काय संग बनवायचा? का अ, अ, कुठं बाहेर खायचा?
नाही, आम्ही जेवण आहे ना, बाहेरच खायचो. कारण की मम्मीला पण कशाला त्रास द्यायचा बनवायचा. आणि हो, मग आम्ही बाहेर एखादं हॉटेल बघायचो, एक एक टाईम भावाच्या आवडीचं हॉटेल, एक टाईम मम्मीच्या आवडीचं, असं प्रत्येकांच्या आवडी-निवडी जपून आम्ही ते हॉटेल निवडायचो आणि मस्त जेवण करायचो. हां, तिथे माझ्या लहान भावाला आहे ना, तिथे सात्विक भोजन खूप आवडायचं हो.
हो, नक्कीच. <chuckles> अच्छा! अच्छा! सात्विक भोजन.
सात्विक भोजन म्हणजे त्यामध्ये ना हे आलं त्यामध्ये ना हे आलं असतं, ना ल कांदा असतो, ना लसूण असतं, फक्त आपलं लाल मसाला आणि बिना तेलाच्या भाज्या असतात. पण एवढ्या अप्रतिम लागतात ना. तो क्षण खूप माझ्या म्हणजे स्मरणीय आहे, की म्हणजे नाही का असे पण अ, आहेत की गोष्टी की आपल्याला ते आवडतात. आपण नुसतं नाही का सगळं बाहेरचं फूड खातो. पण अ, तो एक क्षण खूप छान होता. एक एक रूममध्ये राहणं, सोबत जेवणं, सगळे ठिकाणं सोबत फिरणं. एकमेकांच्या गोष्
काय काय असतं ते? अरे वाह! हो. नक्कीच. हां, हां, हां. अच्छा. मग घरी पण तुम्ही राहत असाल ना एकत्र, का तिथं काय वेगळं होतं असं?
अ नाही, अ, राहतो तसं. पण आता माझं लग्न झाल्यामुळे कसं मी आता कधीतरी घरी माहेरी जाते वगैरे त्यामुळे शक्यतो भेटणं होत नाही. सगळी कामाच्या व्यापामध अ, मुळे.
अच्छा! नक्कीच. <swallows> आणि मग या एकत्र प्रवासाने तुम्हाला काय शिकवलं?
एकत्र प्रवासाने ना, आपण आपला एक थकवा दूर होतो मेन म्हणजे.
हो.
एक हो. आणि छोटे-छोटे निर्णय घेण्याची आपली क्षमता आहे ना, ती एकत्र असल्यामुळे वाढते.
अ, कसं काय?
म्हण कारण की प्रत्येकाच्या म्हणजे आपण कुठे चुकतं असलो ना, तर दुसरं जण आपल्याला सांगतं की "असं नाही करायला पाहिजे, असं करायला पाहिजे." त्यामुळे निर्णय शक्यतो चुकत नाही.
हो, नक्कीच. अ, चुकत नाही.
आणि एक आपण म्हणतो ना, की एकत्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे हो. एक भाव भावना जुडलेली असते आपली एकमेकांबद्दल.
हां, नक्कीच. अ, नक्कीचं जोडलेले असतात. मग त्या प्रवासात तुम्हाला अजून काही असं अ, गमतीशीर घडलं किंवा एखादा अपघात वगैरे झाला असं काही झालं होतं का?
अ, ग गमतीशीर घडलं म्हणजे काय झालं? तिथं होती माकडं आणि ना हो, आणि आम्ही सगळ्यांनी असे खाऊचे पॅकीट वगैरे असतात ना ते घेतले होते. <inhales> आणि तिथून एक माकड आला आणि त्याने ते पाकीट ओढून नेलं, तर तो फोटो पण आम्ही तो काढला माझ्या भावासोबत. तर ती एक मु खूप मस्त क्षण झाला. तर त्या फोटो बघून अजून पण आम्ही हसतो.
माकडं? हां, हां. अरे! अच्छा! <chuckles> अरे वाह! खूपचं अ, गमतीशीर झाला तो.
तो एक क्षण माझ्यासाठी खूप खास होता.
नक्कीचं. मग तुम्ही आज पण मग तो विषय काढला भावांसमोर, तर तुम्ही अ, काय म्हणजे अजूनसुद्धा असा आनंद हसता का कसं?
आ हो, खूप आनंद होतो आम्हाला. आम्ही खूप मज्जा करतो. ती गोष्ट बघितली ना, कधी आम्ही फोटो असे बघत असतो ना, तर खूप हसू येतं. अरे, असं पण घडलं होतं हां आपल्यासोबत, असं पण घडलं होतं. मग आम्ही ते एकमेकांना उचकवतो.
हो, हो. <chuckles> आणि मग तुम्हाला असं परत अच्छा. आणि तुम्हाला असं परत एखादा प्रवास करण्याची संधी भेटली, तर तुमचं अ, काय त्याच्यासाठी तुमच्यासाठी ते खास असलं? आणि तुम्ही कसं खास करालं?
अ, मला संधी मिळाली तर मी नक्कीचं, माझ्या सर्व कुटुंबासोबत जाईल.
हां.
लवकरात लवकर मला जायचचं आहे वृंदावनला, तर त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोचं आहे, आणि एक नवीन नातं म्हणतो ना, नातं घट्ट होतं त्यामुळे. त्यासाठी एकत्र प्रवास करणं खूप गरजेचं आहे.
अरे वाह! हो. नक्कीच आहे. आणि खूप छान वाटलं मला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रयागला गेलात. गंमतशीर गोष्टी घडल्यात आणि तुम्ही जसं त्र्यंबकेश्वरलासुद्धा गेलात आणि तिथेसुद्धा तुम्ही एकत्र पूजा वगैरे केली आणि तुमच्या लहान भावाला सात्विक जेवण आवडलं आणि एका माकडासंग घडलेला गमतीशीर किस्सासुद्धा तुम्ही सांगितला. आणि जसं अ, प्रयागला जाताना तुम्ही एवढं 4,00 किलोमीटर गाडी अ, म्हणतात ना, तुमच्या भावानी आणि तुमच्या नवऱ्यानी चालवली. म्हणजे खूपचं अ, म्हणतात ना, अ, कौतुकास्पद आहे ते की एवढं अ, नॉनस्टॉप करणं म्हणजे सोप्पं नाही आहे ते. खरचं खूप छान वाटलं बोलून. धन्यवाद.
हं. हो. हो. हो. मला पण खूप छान वाटलं. परत भेटू आपण, परत बोलू.
हो, धन्यवाद.
धन्य